बालपणात प्रत्येकाची आवड काही वेगळी-वेगळी असते बरोबर? आणि त्यातच आपल्याला बालपणात काही अ, पुस्तकं आवडतात. तर आपले आवडतीचे पुस्तक बालपणात कुठले होते?
हं. खरं सांगायचं तर माझं बालपणाचं पुस्तकांविषयी कम्प्लीटच असं, हे वेगळंच मत होतं. म्हणजे मला फार तितक्या गोष्टी आवडायचे नसतात. मला फक्त कॉमिक्स वगैरे आवडायच्या, पण अ, त्याकाळी अ, मला कॉमिक्स न मिळता, खा अशा वेगळ्याच पुस्तक भेटल्या. त्यामध्ये खूप माझ्या म्हणजे आवडतीच्या होत्या. त्या म्हणजे मराठीतल्याच होत्या, म्हणजे एक तर होती टिकलं म्हणून होती आणि एक होती अमर चित्रकथा. त्याच्यामध्ये चित्रानुसार ते अ, म्हणजे कथा सांगितल्या जायच्या.
हं. बरोबर. हं. अरे वाह! हं. मग ते पुस्तक कशी होती? आणि तुम्हाला काय आवडायचं त्या पुस्तकामधलं?
ते अमर चित्रकथा, म्हणजे त्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा कथा सांगितल्या गेल्या होत्या. त्याच्यातले एक एक अ, काही कथा अशा होत्या, चित्राद्वारा सांगितल्या गेल्या होत्या. त्या छत्रपती शिवाजी महाराजांची होती, तेला तेनालीरामांची होती. अकबर बिरबल वगैरे ह्या सगळ्यांच्या कथा होत्या त्याच्यात.
हं. अरे वाह! हं.
तर त्या पुस्तकं मी वाचायचो नेमकं मस्त आणि इमॅजिन करायचो, असं. <chuckles>
बरोबर. हं. म्हणजे त्या ती जी पुस्तकं यायची, ती वेगवेगळ्या पात्रांसाठी वेगवेगळी यायची का?
नाही, नाही, नाही. एका पुस्तकामध्ये ते असे वेगवेगळे-वेगवेगळे आपल्या एक म्हणजे म्हणतो ना, कथ कथा असायच्या 4-5 पानांच्या, 10 पानांच्या असे. त्याच्यामध्ये चित्र असायची.
हं. बरोबर, बरोबर. हं, हं, हं. हम्म. मग ही पुस्तक अ, जेव्हा तू वाचत असणार तुझ्या बालपणी, तर ती कुठे वाचायचा? शाळेत वाचायचा किंवा तुझे आई-वडील तुला वाचून ऐकवायचे?
हं. हो.
किंवा स्वतः घरी वाचायचा?
अ, ब अ, हां, म्हणजे मी नेमकं ते शाळेतच वाचायचो. त्यावेळेस अ, मी ज्या शाळेत असायचो, तिथे एक लायब्ररी असायची. तिथे मी जाऊन ते पुस्तक वाचायचो आणि ते पुस्तक तिथे वाचली की मला फारसा काही वेळ मिळायचा नव्हता. कारण शाळेमध्ये बाकी पण पिरियड्स असायचे. तर मी घरून त्यावेळी काहीतरी ₹10 का ₹20 असायचे, तेव्हा मी तिथून पुस्तक घ्यायचो, विकत नाही घ्यायचो. पुस्तक असं 2-3 दिवसासाठी शाळेतून घ्यायचो आणि मग नंतर घरी येऊन वाचायचो. काही समजलं नाही, तर मग आई-बाबांकडून, म्हणजे आईकडूनच नेमकं, बाबांकडून तर नाहीच, पण आईकडूनच असं झालंत.
हं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. अरे वाह! हम्म. <chuckles> हो.
हं.
अ, त्या पुस्तकामध्ये जे पात्र होते तर त्याच्यामधलं कुठल्या पात्राने तुला जास्त प्रभावी केलं आणि तुझ्या जीवनामध्ये त्याचा आजही खूप मोठा असा अ, इम्पॅक्ट तुला वाटतो?
हं. हा, अ, म्हणजे बघायला गेलं तर अ, बघ आता कसं आहे ते अमर चित्रकथा म्हणून यायची. त्या बुकमध्ये ना तेनालीरामांची कथा होती. ते त्याची हुशारी आणि शाळा त्यातला त्याचा जो हास्यसपणा होता ना ह्युमर, तो मला फार आवडायचा. म्हणजे अशी एखाद्यानं बुद्धी वापरून आणि दयाळूपणांनी ते हे करून, एकदम तो गुत्ती सॉल्व्ह करायचा एकदम सगळी. तर मला त्याच्यातून तर 2-3 गोष्टी फारच शिकायला भेटल्या. एकतर बुद्धी अशी वापरायची, कुठे वापरायची? आणि दयाळूपणा. हे मला लहान वयातच कळालं म्हणजे फारच चांगलं झालं. <chuckles> म्हणजे आजच्या कामात मी किंवा निर्णय घेताना किंवा कोणतेही क निर्णय घेताना कधीकधी असं नकळत तेच मी वापरून घेतो <chuckles> त्यात 2 गोष्टी वापरल्या जातात.
हम्म. हम्म. बरोबर. हां. हम्म, हम्म, हम्म. हं. अतिशय सुंदर! आणि मग तुला काही कुठली गोष्ट अ, आता आठवण येतेय की ती तू आमच्या म्हणजे माझ्यासोबत शेअर करू शकशील आणि मलाही तिच्यातनं काहीतरी बोध भेटेल.
हम्म. अं, हां. म्हणजे हाय तशी एक, एक मजेदार अशी अशी आठवण आहे. तर अ, एकदा ना मी इतका हे झालो होतो, की ते पुस्तक वाचताना इतका एन्ग्रॉस झालो होतो की आईने लाईट बंद करून दिली होती तर मी टॉर्च घेऊन चादरीखाली वाचत बसलो होतो. <chuckles> तर अ, तो पण टॉर्च अचानक बंद पडला. मग मला जास्त राग आला तर मी पुस्तक बंद करावं आणि अ, म्हणजे
हं. हं. अरे बापरे! <laughs> हं. हं.
आला आता याच आला तर, अंधारातचं आपण काही ना काही वाचावं, असं म्हणजे काही कळतच नव्हतं. तेव्हा कळालं, की म्हणजे काहीतरी आहे पुस्तकांशी आपलं काहीतरी आहे. पण ते नेमकं ते लहानपणी असायचं आता तर फारच मला वाटतं वेगळंच आहे त्याचं.
हं. बरोबर, बरोबर. मग आह, तेलारीरामाची कुठली कथा सगळ्यातं जास्त आवडली आहे तुला?
तशा तर फारच कथा आहे म्हणा, असं तुला कोणती सांगायची म्हटलं तर जनते
हं. आणि एक, एक उदाहरण देऊ शकतात तर कुठलं?
एक उदाहरण म्हणजे बघा, तेलारीरामांची एक कथा होती. त्याच्यामध्ये त्याला विचारलं गेलं होतं, की म्हणजे एक होता, राजा होता त्याचा. ज्या रा राज्यात असायचा त्याचा मोठा राजा अ, असायचा आणि तो ते असायचा. तर त्यावेळेस काहीतरी आपलं विषय निघाला तिथे आणि तिथे 33कोटी देव असं त्यांचा विषय निघाला. आता राजा काय म्हणतो तेलारीरामांना, की 33कोटी देवांचं नाव घे. कारण जसं पुस्तकात त्या काळी इंग्रजपण असायचे तर त्या काळी कसं इंग्रजांनी जसं पुस्तकात लिहिलं होतं, की हिंदू धर्मात 33कोटी देवत आहे. आता त्यांनी 33कोटी ला कोटी लिहून ठेवलं म्हणजे क्रोरच लिहून ठेवलं समजा इंग्लिशमध्ये तर आपल्याकडे बी तसं समजलं गेलं होतं. पण तेलारीरामांनी म्हटलं, "ठीक आहे, मला 33 क करोड देवी-देवता तर नाही माहिती, पण मला 33कोटी देवी-देवता माहिती आहे." त्यांनी सगळ्यांचं नाव घेतलं 2 अरुण, 2 वरुण, 11 इंद्र वगैरे सगळ्यांचे नाव घेतले.
हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. बरोबर, हं, हं. हं, हं. बरोबर. हां. ह, हं. हं, हं. हं.
आणि मग ती कथा अशी जाणवली की ऐकण्यामध्ये काय झालं आणि कोणाच्या लिहिण्यामध्ये गडबडी झाली तर आपण आपली संस्कृती नाही विसरावं, ह्या गोष्टी त्यातून म्हणजे फारचं वेगळ्या कळाल्या.
हं, हं. हं. अरे वाह! खूप सुंदर म्हणजे, खूप सुंदर अ, कथा होती, जी तू आता सांगितली. म्हणजे मलाही त्याच्यातनं समजलं, की मलाही तसंच वाटत होतं की 33 कोटी देवीदेवता असतील, पण न निश्चितच आता एक तू तू जे बोलला त्याच्यापासून मला क्लिअर झालं. तर अ, ह्या कथेचा वापर किंवा ह्या हे जे वाचण्याची तुला सवय होती बालपणी पुस्तक तर यांचा कधी असा आपल्या अ, दैनंदिन जीवनामध्ये असा मो बराचसा फायदा तुला जाणवतो का?
हं. बरोबर. हां. हो. ते तर लहानपणी वाचण्याची फार सवय होती ही. आता तर ती फारच अ, विलुप्त होऊन राहिली असं वाटतं मला कधी-कधी. पण त्याचा फायदा आजही होतो मला. म्हणजे माझं जे काही काम वगैरे करतो त्याच्यावर आजही फोकस चांगला वाटतो. म्हणजे एक प्रकारची आवड असते वाचण्याची वगैरे तर आज काही-काही पण अशा काही गोष्टी भेटल्या. आजकाल तर इंटरनेटचा जमाना आहे तर आपण ब्लॉग्स वगैरे वाचतो किंवा कोणाची पोस्ट वगैरे झालं ते वाचतो. तर त्या गोष्टी ही वाचण्यात वगैरे थोडासा इंटरेस्ट आहे अजूनही मला असं वाटते त्याच्याचमुळं आहे आपल्याला.
हं. बरोबर, हं. अरे वाह! हं. हं. बरोबर. हं, हं, हं. नक्कीच, नक्कीच. मग कधी तू ट्राय केलंय का, की हा जो तुझा छंद होता बालपणीचा. असे पुस्तक वाचण्याचा, कॉमिक वाचण्याचा. तर हा आताही आपण जोपासायला हवा आणि मग त्याच्यासाठी काही प्रयत्न केले?
असं. हं. हां, म्हणजे प्रयत्न तर केले. आताही असं म्हणजे जातो मी कुठेही आपल्या लायब्ररीमध्ये असलं किंवा कुठेही जेवढ्याशा पुस्तकाच्या दुकानात वगैरे जातो. पण अ, कसं असतं ना, ते आता पुस्तक घेतली, पुस्तक वाचायला बसलो, की मग काही आम काम आढळलं का मग ते पुस्तक तशीच राहतात, एक-एक हप्ताभर. पण तिथे कामातच गुंतून असतो आपण. त्याच्यामुळं तर मी खूप वेळा प्रयत्न केला. पण यावेळेस तर मला असं वाटतं का हे होणार नाही आपल्याकडून.
हं. हं. बरं, बरं. नक्कीच, नक्कीच. हम्म. मग कधी असं ट्राय केलं, की चला संध्याकाळी किंवा रात्री झोपण्याच्या आधी आपण थोडंसं एक पान का होई ना. ते वाचायला पाहिजे?
हम्म. मी रात्री झोपण्याच्या आधी वाचायचो. पण मी लहान होतो तेव्हा. म्हणजे रात्री पलंगावर मस्त अंगावर चादर-वादर घेऊन नाही का मी तुला सांगितलं तसं. मग मी वाचायचो. पण आता खूप प्रयत्न केलता, की रात्री वाचायचं वगैरे. पण कामावरूनच थकून येणं होऊन जाते, की ते वाचणं होतच नाही मग. नंतर खूप हे होतो त्रास होतो मग.
हं. हो, हो, हो. नक्कीच, नक्कीच. म्हणजे रात्री म्हणजे आता ती सवय अ, एवढी काय अ, तो छंद जोपासायला टाईम भेटत नाही आहे. पण तू अ, तू काय सांगणार आता नवीन ये येणारी पिढीला? की तिने तिचा हा पुस्तक अ, कुठल्या पद्धतीचे पुस्तक वाचले पाहिजे? तिच्यामधनं चांगल्या पद्धतीचा बोध घेतला पाहिजे आणि तो असा वाचण्याचा छंद त्यांनी जोपासला पाहिजे?
हं. मी जे पुस्तकं वाचलं ते बालसाहित्यासाठी तर फारच चांगलं आहे, म्हणजे लहान मुलांसाठी वगैरे. पण मी अजूनही म्हणेन की आजच्या मुलांना फार काही तिकडे वाचनाबद्दल कळत नाही. तर मला तर पालकांपासूनच हे म्हणणं आहे की तुम्ही गोष्टी असू द्या किंवा अभ्यास असू द्या, चित्रांसोबत कथा असलेली पुस्तकं असू द्या किंवा साधी पुस्तकं असू द्या, वाचायला लावा. त्याही कारण कमीत कमी तरी 10 मिनिटे तरी त्यांना वाचायला लावा. असं वाचायची सवय लावाल तरच, म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे, एकदा एके जागी कॉन्सन्ट्रेशन लागणं चालू होईल त्यांचं, नाहीतर आजकाल मोबाईलमुळे काय आहे, 10 मिनिटाची रील 10 सेकंदाची रील बघितली की उडाला त्यांचा फोकस.
हं. बरोबर. हं. बरोबर. नक्कीच. हम्म, बरोबर.
तसंच होतं. तुझी कोणती अशी फेव फेवरेट पुस्तक आहे का म्हणजे लहानपणीची वगैरे?
नाही, नाही, असं तर काही माझं आहे नाही. पण मला नक्कीच अ, म्हणजे तुमच्या या अनुभवावरून आवडेल, की मी अजून काहीतरी ट्राय केलं केलंच पाहिजेल. अ, असं काहीतरी नवीन.
हां.
नक्कीच, नक्की. अगदी सुंदर आणि
म्हणजे तू अ, लहानपणी पुस्तकं वगैरे नाही वाचली?
नाही, हं. मी क म्हणजे मला तो त्या पद्धतीचा छंद नव्हता. पण नक्कीच आता तुझ्या आवडी नुस दे अ, नि चे तू मला सांगितलं, तर नक्कीच मी पुढे ट्राय करीन. आणि मला तुझ्यासोबत बोलून फार आनंद झाला, की किती सुंदररीत्या तू लहानपणी तुझा जो टाईम आहे हा स्पेंड केलेला आहे या पुस्तकांच्या अवतीभोवती आणि किती भारी अ, ज्ञान तू प्राप्त केलेलं आहे. तर मला तुझ्यासोबत बोलून फार आनंद झाला. खूप-खूप आभार. धन्यवाद.
हां. हं. हो. अरे, नक्कीच. मला पण तुझ्यासोबत बोलून फूर्व अ, खूप छान वाटलं म्हणजे नेमकं आपण <chuckles> बालपणीच्या गोष्टीवर बोललो. त्याच्यातच मला कधी पण असं बालपणीच्या गोष्टीवर कोणी बोललं, का मला पण खूप छान वाटतं एकदम. आणि अ, तो पण खूप छान विषय छेडला हा. तर मला पण खूप-खूप अ, धन्यवाद तुझे आणि फार धन्यवाद तुझे.
हं.